हो, अ, होतोय. म्हणजे आपलं इन्वायरनमेंट एवढं चेंज झालंय ना, अ, कधी पण पाऊस अ, जेव्हा आपण म्हणायचो, की 4 महिने पाऊस, 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने हिवाळा. आता तर म्हणजे झाडं कमी झाले आहेत आणि सगळीकडे तुम्ही बघत असाल, की रस्ते डांबरचे रस्ते वगैरे आणि सिमेंट त्यामुळे ते कचरा खाली असं विघटन जे आपण टाकतो आहे, पालेभाज्या वगैरे ते पण विघटन होत नाही त्याचं प्रॉपरली.
हं. हो ना. हो. हं, हं, हं, हं, हं.
त्यामुळे आपण अ, थोडे झाडे वगैरे पण लावले पाहिजे आणि कचरा अ, कमी केला पाहिजे आणि योग्य त्याचं अशा वस्तू निवडल्या पाहिजे, जेणेकरून कचरा कमी होईल. आणि कुठे पण जाताना आपण आपली स्टीलची बॉटल कॅरी करायला पाहिजे, अ, म्हणजे, की प्लास्टिकची बॉटल खरेदी करायची आपल्याला नौबत यायला नाही पाहिजे तिकडे.
नक्कीच, नक्कीच. तुमच्याशी बोलून खूप अ ह्या संवादातून एक गोष्ट तर अ, स्पष्ट झाली, की कचरा कमी करणं म्हणजे असा मोठा निर्णय नव्हे, तर छोट्या-छोट्या सवयींचा पण अ, त्याचा परिणाम होतो. म्हणजे घरातील प्लॅनिंग म्हणा रियुज, रिसायकलिंग किंवा कमी पॅकेजिंग फूड वापरणं, टिकाऊ वस्तू आणि म्हणतात ना, माइंडफुल खरेदी करणं असं नाही, की एखादी वस्तू आवडली आहे आणि ती लगेच घरात आणायची असं नाही. माइंडफुल खरेदी करणं आणि एक छोटसं तुम्ही सांगितलं, की कसं तुम्ही 60 किलो कचऱ्यांपासून तुम्ही खत अ, बनवलं. अरे बापरे! 600 किलो कचऱ्यापासून तुम्ही खत बनवलं, म्हणजे हे खरंच अ, कौतुकास्पद गोष्ट आहे.
हां. छोटे-छोटे हां, आपण ते करू शकतो. फोर युज रिसायकल. घरात आणली. 600 किलो, 600 किलो कचऱ्याचा 30 किलो केलं. 30 किलो कच ठीक आहे, त्यामध्ये वेळ जातो अ, पण एक अ, ते ऊत छान म्हणजे आहे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्याय. तर तो पण वापरू शकतो आपण.
नक्कीच, नक्कीच. तुम्ही अ, खूप असे अ, पर्याय सांगितले. अ, खूप छान अ, तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटलं मला तुमचे विचारही खूप आवडले. अ, नक्कीच आपण अ, पुन्हा एका चांगल्या विषयावर बोलू.
हो, हो, नक्कीच.